हो मग, काय तर. आपल्याला खायला भेटते ना छान-छान टेस्ट भेटते आहे. आणि पण आजीला वाटायचं की माझ्यानंतर माझ्या पोरींनी आणि सुनांनी, इव्हन नातींनी पण ही केलंच पाहिजेत. मग आजी म्हटले, "नाही मी हे करणारच नाही," म्हटले, "यावेळेस." आणि करायचं तर मांडेच मग ते पोरींना मिळून तुम्ही सगळ्यांनी मिळून करा, नाहीतर कुणी एकाने करा, मला माहीत नाही," म्हटले. मग अ, ते <chuckles>
हो, बरोबर. नाही, बरोबर आहे. हं, हं. अरे बाप रे! अरे बापरे! खूप मस्त नियम ठेवला म्हणजे कोणी हातच लावत नव्हतं. पण खरंच खूप छान नियम आहे. मग आता हाच माझा तो अ, पुढचा प्रश्न होता बरं का. म्हणजे तुमच्या घरात या परंपरेशी जोडलेले काही नियम, काही रोल्स वगैरे आहेत का? म्हणजे नेमकं कोण बनवत होतं तेव्हा, त्याला कोण सजवत होतं? कसं? आता ते सांगा नेमकं.
<chuckles> हे बघा आधी ना आजीच करायची सगळं आणि आजीच्या हातचं नाव म्हणजे ती चवच खूप वेगळी होती बरं. त्याच्यावरती तो पूर्ण मांडा. आता मी मांड्याचं हे सांगते. त्याची अशी चूल असते मोठी, 3 दगडांची मांडलेली. त्याच्यावरती मोठं खापर असतंय. अ, खापर माहिती आहे? खापर. कारण कसं आहे आपला तवा असतो ना पुरणपोळी करण्यासाठी, तर तो तवा नसून ते खापर असतं. म्हणजे सेमी सर्कलमध्ये असतं ते, अर्धवर्तुळाकार असतं. आणि मग ते त उलट ठेवलं, की त्याच्याखालून अ, त्याला आग लावली जाते. म्हणजे आई हे दिलं जातं, उष्णता दिली जाते, हीट दिली जाते. आणि मग काय होतं, की ते तेवढा मोठा मांडा बनतो. मग जेवढा मोठा सेमी सर्कल तेवढा मोठा मांडा. तुम्ही जेवढं छोटं घ्याल
हां. काय असतं? हां. हो, हो, हो. हो, हो. सेमी सर्कल म्हणजे ते आग लावतात म्हणजे ते काय ते सेमी सर्कलमध्ये आग अच्छा, हो.
हे बघा चूल असते न आपली चूल असते ना चूल, त्या चूलवर ते आपण अ, घमेलं बघितलंय का? आपल्या पुण्यात पण म्हणतात ना घमेल टप, टप.
हो, हो. हो, हो, हो. हां, माहिती आहे ते हां.
हां, तो टप कसा काही छोटा असतो, काही मोठा असतो. तो, तो टप आहे ना, तो उलटा केल्यानंतर बघा अर्धवर्तुळाकार बनतो पूर्ण.
हो. हो, हो.